आजकाल कसं आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे आणि कंटेंट तर अ, हर कोणी बनवतय आजकाल, नाही का कंटेंट क्रिएटर बनायचं असतं त्यांना, तर आजकाल एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे पॉडकास्टचा नाही का. तर पॉडकास्ट किंवा व्हिडिओ तयार करायचा असेल, तर काय नेमकं अशा कंटेंट क्रिएटर्सनी केलं पाहिजे बरं जेणेकरून त्यांना सुरुवात करायला सोपं जाईल. अशा दोन-तीन गोष्टी तुम्ही सांगू शकता? उपकरण काय असलं पाहिजे, कंटेंट कसं निवडायचं आणि शेवटी प्लॅटफॉर्म कोणता निवडायचा?
हो. हो चालेल, मी पटपट, पटपट सोपे-सोपे गोष्ट सांगून देतो तुम्हाला. पहिले जेव्हा का, की मी तुम्हाला म्हणून सांगू शकतो का की मी कंटेंट क्रिएशनमध्ये आहे आणि मी कंटेंट क्रिएट करतो आणि मी पॉडकास्ट पण शूट केलेला आहे. म्हणून मी तू त्याबद्दल तुम्हाला असं काही पण प्रश्नांची उत्तर देण्याचं असं सांगू शकतो. अ, अरे मी प्रयत्न करतोय, प्रयत्न करतोय अनुभव आहे माझ्याकडे. तर अ, आपण सांगू शकतो की पहिल्यांदा तुम्हाला ना, कॅमेरा लागतात.
नक्कीच. अच्छा. अरे वाह! मस्त. सांगू शकता म्हणजे एक्सपर्ट आहात तुम्ही एक प्रकारचे, म्हणजे अनुभव आहे तुम्हाला येस. हां. अच्छा.
हां. तर 3 कॅमेरे पाहिजे तुम्हाला या मग किंवा 3 फोन आणि ते 3 फोन ठेवायला तुम्हाला 3 ट्रायपॉड लागतात.
ओके. अरे बापरे! 3 का बरं 1च बस झाला असं म्हणतात नाही का?
हां. नाही, असं म्हणतात ना, की तुम्ही पॉडकास्ट शूट केला, तर 1 कॅमेरा असतो जो व्हर्टिकली YouTube व्हिडिओज अ, तुम्ही बघितलं असेल ना कधी कोणाचे पॉडकास्ट बसतो आपण तर ते एक-एक करून असं चालतं की एक साइडमध्ये पहिले निखिल कामत बोलला, मग त्याच्यानंतर एलन मस्क बोलला, मग त्याच्यानंतर एक आहे की ते दोघे बोलतात आहे तर त्याच्यासाठी 1 कॅमेरा लागतात, 1 गेस्टवर, 1 होस्टवर आणि 1 दोघांवर.
हां. हां. हो ना. बोलला, हो. हां. आलं लक्षात.

आलं लक्षात. म्हणजे थोडक्यामध्ये गेस्ट इज द सेंटर आहे ना म्हणजे त्याच्या अवतीभोवती फिरवा तुम्ही सर्व. असं नाही आहे की जनरल काही नॉलेजचं अ, मग काय म्हणतो, <chuckles> इंडियामध्ये असं चाललंय, काय तुझं मत आहे? तसं नाही. पण तू अ, तुला धरून तू सांगायचं. मत तर विचारू शकतो एखाद्या वेळेस पण अ, सेंटर अ, जसं म्हटलं ते आपण हिलाच ठेवायचं, गेस्टला बरोबर? हं, तर काय असं आता तुम्ही तर प्रोफेशनल सेटअप वगैरे आणि व्यवस्थित सुरुवातीपासून सांगितलं. पण बजेटचा फोन अ, वगैरे वापरून असं काही प्रॅक्टिकल्स टिप्स देऊ शकता का हो म्हणजे जे छोटे क्रिएटर्स आहेत त्यांच्यासाठी?
हां. अगदी. हां. अगदी खरं. पहा आम्ही पण कोणी मोठा क्रिएटर तर नाही आहे आणि रणवीर इलाहाबादिया सारखा आपल्याकडे पण भरपूर पैसा नाही आणि तुम्हाला अगर सुरुवात करायची आहे ना तर तुम्ही माईक छोटे आणा. असे रोड वाले माईक नका आणू.
हां. नाही आहे, बरोबर. हो ना.
हां, अ, ज्याच्यामध्ये स्टॅड येतात ते माईक न आणून तो पॉकेट माई माईक असतात ते लावा. तुमचा पैसा वाचेल. आणि त्याच्यानंतर अ, का की हे जो माइक असतात ह्यांना ना मिक्सर लागतो मोठा.
बरोबर, हं. अच्छा.
जेवढे पण माइक वगैरे असतात ना ह्यांना मिक्सर लागतो, त्याच्याहून छान. मिक्सर म्हणजे कसे? एक असा डिव्हाइस असतो तो तुमच्या कॅमेरांशी कनेक्ट होऊन, त्या व्हॉइसला रेकॉर्ड करतो आणि तुम्ही त्यांचा बेस किंवा व्हॉल्युम कमी करू शकता. तुम्ही कधी डायनामिक माइक ऐकले असतील? तर डायनामिक माइकमध्ये एक्सएलआर केबल पॉइंट असतो. ती एक्सएलआर केबल पॉइंट अ, त्याच्यासाठी येते अ, मिक्सरसाठी, की त्या नेमका एक मिक्सरमध्ये 3-4 माईक कनेक्ट करून घ्यायचे अन् त्याचा व्हॉइस एकदामध्ये रेकॉर्ड होतो आणि मग तीच व्हॉइस रेकॉर्डिंग तुम्ही बाहेर काढतात आणि मग एडिटिंगच्या टाईमवर तुम्हाला ती भेटते. तर सिंक्रोनायझेशन खूप सरळ असतो त्याचा सरळ आणि सोप्पा असतो हां, तर म्हणून ते मिक्सर लागतो त्याच्यामध्ये.
मिक्सर मिक्सर म्हणजे? हां. ओके. ऐकलंय ना, हो. अच्छा. हो ते 3. ओके. ओके. अच्छा फास्ट होतं. आलं लक्षात. हं, म्हणजे आलं, ऑडिओ इंटरफेस एक आपल्याला पाहिजे. नाहीतर मग प्रत्येक ऑडिओ गेन ते एडिट करावं लागेल ओव्हरलॅपच हो ना.
हां. एक-एक ऑडिओ फाइल लावायला पडेल. तर ते थोडंसं त्रासदायक असतं. तर मग त्याच्याहून छान तुम्ही असं काही निवडून घ्या आणि मला असं वाटतं त्याच्यानंतर तुमचं हे झालं, त्याच्यानंतर तुम्हाला एक अजून सोपं काम करायचंय, की अ, माईक वायरलेस अ, माईक घ्या. तर ते मस्तपैकी असतात. त्याच्यानंतर लाईट वापरायची आहे तर जास्त पैसा खर्च करण्याच्या ऐवजी जर तुम्हाला वाटतं, की तुम्हाला शूट निसर्गामध्ये करायचं आहे, बाहेर आउटडोअरमध्ये करून घ्यायचंय तर तुम्ही तिथे करून घ्या. शांतता पहा आणि मस्तपैकी शूट करून घ्या. का की मग स्टुडिओ सेटअपसाठी तुम्हाला पडदा, सोफे, खुर्च्या, अ, लाईट भरपूर लाईट लागते, ऑक्टाज लागतात ते. ऑक्टा एक ऑक्टा 16,000-17,000 चा येतो.
हां. अच्छा. हां. हो ना. ओके. हां. हां, आउटडोअरमध्ये. ओके. सर्वच लागतं. हं, हं.